घरचं जे जेवण असतं, ते अ, पौष्टिक करण्यासाठी अ, तुम्ही अ, काय बदल त्याच्यामध्ये करावेत असं तुम्हाला वाटतं?
अ, नक्कीच, आजच्या काळात आपले, जे दैनंदिन जीवन आहे फार धावपळीचं झालेलं आहे. आणि त्या त्यामध्ये आपण जे आहे ते थोडंसं फास्ट-फूड, बाहेर जेवण-खावण करणं. या गोष्टीकडे थोडासा कल थोडासा आपला वाढलेला आहे, तर नक्कीच आपण, घरच्या जेवणांमध्ये जे आहे ना, पौष्टिक बनवण्यासाठी आपण विचार केला पाहिजे, की कुठल्याही प्रकारे आपण जे आहे, थोडंसं तेलकट जे खातो आपण ऑयली जे फूड खातोत ते थोडंसं कमी करायला पाहिजे. पालेभाज्यांचा समावेश करायला पाहिजे. डाळींचा समावेश करायला पाहिजे. आणि कडधान्यांचा समावेश आपण रोजच्या जेवणामध्ये आणला पाहिजे, की जेणेकरून आपलं घरचं जेवण थोडंसं पौष्टिक बनवू शकेल आणि थोडं जेवण साधं, सोपं ठेवा. कमी मसाले.
हां. हो, हो. पण मला असं वाटतं, की अ, 2 वेगळ्या गोष्टी आहे एक आहे की जेवणाची पौष्टिकता आणि दुसरी आहे, वेळच्या वेळेला आणि भूक लागलेली असताना खाणं. त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं?
हो नक्कीच, वेळच्या वेळेला भूक लागली, जेव्हा खाणं, तर याचा अर्थ असा होतो ना, की बघा, आपल्या जे सकाळचे आपले रोजचे जे रूटीन्स असतात, ते रूटीन्स आपण योग्य पद्धतीनं फॉलो केले पाहिजेत, म्हणजे काय आहे, अवेळी भूक लागणं जे आहे, ते थोडंसं कमी होईल. त्याच्यामध्ये, की सकाळचा जो नाश्ता असतो आपला, थोडासा तो सकाळचा नाश्ता हेवीच पाहिजे, थोडासा चांगला. आणि दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण थोडंसं हलकं घ्यायला पाहिजे, माझ्या मते, की जे करून काय, तर पचायलाही थोडंसं सोयीस्कर पडतो आणि आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. कारण की दिवसभर आपण काही ना काही असं, नाही की आपण फक्त जेवणावरच अवलंबून आहे, पण आपलं नकळत आपल्या आहारामध्ये काही ना काही गोष्टी येतातच, की जेणेकरून आपल्याला हे आरोग्य सुरक्षित आणि चांगलं ठेवण्यासाठी उपयोगी पडेल, कुठं.
बरोबर आहे. हो, हो. अगदी हां. बरोबर, हां. हां. नाही, हल्ली ना आपल्या खाण्यात प्रोटीन खूप कमी असतं. त त्यातही जर का शाकाहारी असेल, तर प्रोटीन मिळत नाही. आणि मग त्याच्यासाठी अ, सोप्या, सोप्या काही ट्रिक्स म्हणजे अ, ते काय बरं म्हणतात, सोया असतं, सोया म्हणजे अ, सोयाबीन हं. तर सोयाबीनची अ, काय अ, राईस केला किंवा असं, तर तुम्हाला काय वाटतं, अजून पण कुठल्या गोष्टी व्हेजिटेरियन लोकांसाठी चांगल्या अशा वाटतात तुम्हाला?
सोयाबीन्स. अ, नक्कीच आपले जे कडधान्य आहे ते फार चांगले आहे त्याच्यासाठी अ, जसे तुम्ही सांगितलं आता, की सोयाबीन तुम्ही सांगितलं, तसं राजमा आहे, राजमामध्ये पण भरपूर भेटतात तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्ही बघायला गेलेत तर आपली मटकी आहे. मटकीत कडधान्य आहे. ती ही फार पौष्टिक आहे. मटकी तुम्ही आहे ना सकाळी नाश्त्यासाठी ते वापरू शकता. त्याला फ्राय करून म्हणा किंवा मग साध्या पद्धतीनं उकडलेली मटकी, कोंब आलेली मटकी जे आपण करतो. ती करायला काही हरकत नाही, त्याच्यातूनही भरपूर प्रोटीन्स आपल्याला भेटतात.
हो. करेक्ट, करेक्ट. हो, अहो ते बाजारात आता एक अ, हे मिळतं असं काय म्हणतात त्याला असं भांडं मिळतं, त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आणि अ, म म मटकी वगैरे टाकायचं. स्प्राउट मेकर म्हणतात त्याला आणि मग त्याला मोड येतात. म्हणजे आज काय मूग तयार केले, उद्या काय मटकी केली, परवा काय हं.
हो शक्यतो हं, शक्यतो आपली जुनी पद्धत जी आहे ती कापडामध्ये ते भिजवून थोडेसे ते बांधून ठेवायचे आहे, की मग त्याला ते मोड आली, की मग तेव्हा ते वापरायचे. पण हे चांगलं आहे बाजारात आले आहे म्हणजे काही ना काही टेक्नॉलॉजी वापरण्यामध्ये काही हरकत नाही अगर आपला वेळ वाचत असेल तर.
नाही, काय होतं ना, रोज जाऊन कुठूनतरी ते घेऊन यायचं. हे इतकं सोपं नाहीये. मग एक कधीतरी जास्त होतं, कधीतरी कमी होतं. आणि अ, मूग तर फार खावेत चांगले, म्हणजे मूग मला वाटतं अ, पचायला पण कमी अ, त्रास असतो त्याचा. याउलट अ, कुठल्या त्या डाळी असतात ना, अ, आपली पुरणपोळीची हां, मसूर.
मसूर डाळ झाली. अ, मसूर चण्याची डाळ झाली, चणे चणे पण फार चण्याची डाळच, म्हणतो आपण त्याला बहुतेक. चण्याची डाळही फार हे आहेत आणि त्याशिवाय मग आपले जे आहेत
हो.
कडधान्यासोबत आपण जे आहार घेतो ज्याच्यामध्ये डाळी, भात, ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर,
हां
ह्या ह्याही गोष्टी फार शरीरासाठी फार उत्तम आहेत.
हां. हो ना, अ, त्या उपयोगी आहेतच. पण मला काय वाटतं की अ, अ, हल्ली काय झाले की अ, शारीरिक हालचाल कमी झाली, म्हणजे पौष्टिकता अ, पूर्वी कशी ना गरज कशी होती, आपण सगळेजण शेतीप्रधान होतं. शेतीमध्ये काम करायचो आणि अ, फिजिकल काम करायचो, काही नाही तर लोक कामावर सायकलवर जायचे. अ, घरचा सुद्धा काय साधं अंघोळ करायची, तर पहिल्यांदा ते लाकडं फोडा, बंब पेटवा, न विहिरीतन पाणी काढा. सगळं पचून जायचं. म्हणजे पौष्टिक लाडू वगैरे खाऊन हां. आता पचायला काय आपल्याला हालचालच नाही हो. शेवटी काय आहे, एका खुर्चीत बसलं नुसतं अ म् व्यायाम काय तर म म माउस अ, <chuckles> बोटाला व्यायाम एवढाच व्यायाम राहिलाय. <chuckles> तरं
अगदी बरोबर. अगदी. आदि शारीरिक हालचाल खरंच आपल्याला तर वाढवायला पाहिजे थोडंसं.
तर तर मग पौष्टिकतेची गरज कमी आहे ना म्हणजे अ, आता आजीच्यावेळेस आमच्या ते नाचणीचे लाडू वगैरे करायचे. पण मला प्रश्न असा पडतो, की एवढी साखर समजा गूळ घातला. आणि अ, थंडीच्या दिवसात वगैरे म्हणून ते आपण खायचं म्हटलं तर तेवढ्या कॅलरी बर्न कुठे होतायेत? म्हणजे दोन लाडू खाल्ले तर खरं तर मग जेवणच नको करायला. तुम्हाला काय वाटतं म्हणजे आणि पूर्वीच पौष्टिक आज पौष्टिक राहिलंय का?
पूर्वीचं जे पौष्टिक होतं ना आणि शक्यतो काय होतं, आपल्याला ते जे आहे डायरेक्ट शेतातून भेटायचे आणि त्यावेळेस जी आहे ना नैसर्गिक पद्धती वापरल्या जायची जसं कंपोस्ट खत झाले. ह्या अशा गोष्टींचा वापर होतो. पण आता काय झालं ना रासायनिक खतांचा एवढा वापर वाढलेला आहे, की जेणेकरून आपल्याला जो पौष्टिकपणा जो पाहिजे, आपण ज्या गोष्टी आज आहारात आणतोय, की त्या गोष्टींमधला तो पौष्टिकपणा अक्षरशः निघून गेलेला आहे.
हां. हो. हां. अगदी बरोबर. हां. हं. हो, ते हल्ली काय झालंय, अ कुठली-कुठली रसायनं आणि ते नुसतं यु युरिया मारतात. <chuckles> म्हणजे अ, भराभरा ते भेंडी आणि हे सगळं येतं, आपल्याला दिसते हिरवी, हिरवी भेंडी. पण युरियाने आलेली भेंडी आणि नैसर्गिक त्याच्या चवीत फरकच आहे ना आणि पौष्टिकता पण कमीच आहे नाही का?
अगदी बरोबर. पण मला असं विचारावसं वाटतं तुम्हाला मग आता घरातले आपले जे लोकप्रिय पदार्थ आपण महाराष्ट्रीयन अ, कल्चर आपण सोबत आपलं महाराष्ट्रीयन पारंपरिक जसे अ, बरेच काही असे आपल्या रेसिपी आहेत, की ज्यातून भरपूर प्रमाणात आपल्याला जे पौष्टिक अन्न जे आहेत ते आपल्याला नकळत आपल्या आहारामध्ये समावेश झालेलं आहे. मग त्यातले काही जे आहार आहे ते आपण सहज सोप्या पद्धतीनं आता बनवू शकतो, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल, काही सांगू शकणार का?
हो. उपमा करायचा आणि त्याच्यात म्हणजे ताज्या-ताज्या भाज्या घालायच्या. ही एक अ, नाष्ट्याला फार चांगली गोष्ट आहे. अ, म्हणजे ते हल्ली अ, तयार ते Kellogg's वगैरे मिळतं तर काय आहे ना परदेशामध्ये एवढ्या भाज्या आणि हे सगळं काही मिळत नाही. बहुतेक सगळेजण आपलं आपलंच ते फ्रिजमधुन काढायचं गार दुधामध्येच ते घालून, अशाच प्रकारे खातात. तर तशा नाश्ता नाष्टा हा दिवसातला सगळ्यात महत्त्वाची अ, मील आहे.
अगदी बरोबर.
आणि हां, तर त्याच्यामध्ये पौष्टिकता चांगली आली पाहिजे. खरंतर ना, ते फ्रिझ आणि त्याच्यामध्ये डीप फीजरमध्ये ठेवलेले पदार्थ, हे काय बरं नव्हे. त्यात त्याच्यातंन मग बाकीचे हल्ली कॅन्सर आणि सगळे रोग वाढायला लागलेत. जेवढं नैसर्गिक, तेवढं साधं, तेवढं खाईल, तेवढं चांगलं, असं मला वाटतं. आणि
अगदी अगदी बरोबर.
दुसरी गोष्ट ना कुठला सीज़न आहे? त्या सीझनमध्ये जे निसर्गात मिळतं ना. ते खावं हे सगळ्यात उत्तम.
अगदी बरोबर सीझनल हो, अगदी बरोबर. सीजनल पदार्थांचा आपण खरंच उपयोग केला पाहिजे. आणि, मला असं एक विचारावसं वाटतंय की मग, आपलं बजेट जरी कमी असलं आणि मग पौष्टिक खाद्यपदार्थ आपल्याला निवडायचे असले, तर मग त्यातलाच तो उपाय, जसं सांगितलं तुम्ही सीजनल, आपण खायला पाहिजे. मग असे अजून काही पदार्थ आहेत का? की ज्याचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश करून घेऊ शकतो?
नाही का? मला काय वाटतं माहिती आहे का? पौष्टिक खाण्यासाठी पैशांची गरज नसते. पौष्टिक खाण्यासाठी मनावर नियंत्रण लागत. म्हणजे, अ, मला भूक लागली आहे सकाळची वेळ आहे. थंडीचे दिवस आहेत. 10:00-10:30 वाजलेत. भजी खावीशी वाटली तर भज्यांना पैसे जास्त लागतात.
<chuckles> नक्कीच.
पण, 2 केळी खाल्ली तर आजपण केळी किती ₹3-4 ला मिळतात ना? आणि भजीची प्लेट तर ₹40 ला मिळते. वडापाव खाण्यापेक्षा अ, अ, ते केळं खाल्लं तर कधीही चांगलं. हां, पण सकाळी हां. तेच संध्याकाळी 7:00 वाजता, फळं खाऊ नयेत आणि ती अ, शिकरण वगैरे करतात ना आपल्याकडं दूध आणि तर अ, आयुर्वेदानुसार दूध आणि फळं याचं मिश्रण करू नये.
हो.
आणि सूर्यास्तानंतर फळं खाऊ नयेत. फळं ही दिवसा खावीत. कारण अ, काय असतं, की त्याच्यामध्ये ज्या प्रकारची साखर असते. ती आपल्या शरीरात हळू, हळू, हळू अशी ती, अ, पचवली जाते. जी चांगली गोष्ट आहे. म्हणजे साधी साखर असते. त्याने नुकसानच जास्त. त्यापेक्षा फळं खावीत म्हणजे काय आहे ना, आपल्याला वाटतं तेवढं अ, पौष्टिक अन्न खाणं सोप्प नाहीये. त्याच्यासाठी जिभेवरती नियंत्रण पाहिजे, <chuckles> असं मला वाटतं. हं.
अगदी बरो अगदी बरोबर. जिभेवर पण पाहिजे आणि मनावर पण पाहिजे. अगदी बरोबर सांगितलंस तुम्ही. पण मला एक असं अजून एक वाटतं, की आता कसं आहे ना, आता आपल्या परिवारामध्ये काही विशिष्ट वर्ग ग्रुप असतो. लहान मुलं झाली आहेत किंवा मग वाढती वयाचे अ, वरिष्ठ मंडळी असतात मग किंवा मग आजारी व्यक्ती असतात. मग या वेळेस आपल्याला आहे ना, आपल्या आहारामध्ये काही ना काही बदल घडवावा लागतो आणि आपल्याला असंही वाटतं, की काहीतरी पौष्टिक जेवण त्यांनाही दिलं पाहिजे. लहान मुलांना मग ते वाढत्या वयातले वरिष्ठ मंडळी असतील. मग अशा वेळेस आपण काय बदल केले पाहिजे आणि कुठली गोष्ट अंमलात आणली पाहिजे?
अ, आता आयुर्वेदातल्या काही चार गोष्टी सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे दूध हे फक्त लहान बाळांना लागतं. 2-3 वर्षाच्या पुढे दूध फार घेऊ नये. त्याउलट, त्याच दुधाचं ताक लावलं, दही लावलं तर दही, रोज आहारात असावं. म्हणजे हल्ली बोलतायेत बघा ते, अ, प्रोबायोटिक म्हणून. म्हणजे चांगल्या-चांगल्या प्रकारचे अ, काय आहे ना, आपलं अन्न आपण पचवत नाही फारसं. आपल्या पोटातले जे गुड बॅक्टेरिया असतात तेच पचवतात.
हो, हो.
अ, त्यामुळं अ, अ, पौष्टिकतेसाठी, म्हणजे आपण काय खातो, त्यापेक्षा किती पचवतो, हे जास्त चांगलं महत्त्वाचं. आणि अ, शारीरिक हालचाल केली असेल, तर ते चांगलं पचतं. दुसरी गोष्ट जर का आपण अ पोटामधले अ, जे अ, हे जे, आपल्याला उपयोगी पडणारे बॅक्टेरिया आहेत, त्यांची संख्या नियंत्रित ठेवली पाहिजे. अ, आपण बघा आजारी पडलो, ताप आला, की ते अँटिबायोटिक देतात. त्या त्याच्या वेळेला सगळे पोटातले आपले हे चांगल्याबरोबर ते ओल्याबरोबर अ, काय, सुक्याबरोबर ओलं पण जळतं म्हणतात ना?
हो, हो.
तसं, हां. तसंच ते सगळे चांगले बॅक्टेरियाही जातात, आणि बघा तेव्हा चव लागत नाही, पचत नाही चांगलं तापातनं उठलेल्या माणसाला.
अगदी बरोबर.
तर, आपण नियमितपणे अ, ताक पिलं पाहिजे. असं म्हणतात रोज ताक भात खाल्ला, की अगदी पोटाचं स्वास्थ चांगलं राहतं. आणि अ, अ, कच्च पण रोज काहीतरी खाल्लं पाहिजे.
पचन नक्कीच. हे बदल आपल्याला करायलाच हवे रोजच्या जीवनामध्ये. पण मला असं वाटतं, की आता फळं जे म्हणतोय ना, आपण पण फळांमध्ये आता काय आहे ना, मार्केटमध्ये बऱ्याच काही अशा काही बातम्या येतात ना, की जेणेकरून असं फळ घेण्यासाठी पण आता भीती वाटते, की खरंच घ्यावं की नाही घ्यावं?
हो. खरं आहे, खरं आहे. अहो ते सफरचंदाला प्लास्टिक असतं वरनं.
हो ना, ओ.
मग अ, पेरू असतो तो तर काय येवढा पेरू आहे का छोटा फुटबॉल? <chuckles> म्हणजे <chuckles> पेरू कसा छोटा असायचा ना, अ, म्हणजे आवळ्यापेक्षा थोडा मोठा पेरू, हे कसला पेरू, एकच पेरू 1.5 किलो न, 2 किलोचा. तो काही खरा पेरू नव्हता. हायब्रिड पेरू आहे हो. त्याला काही अशी चव आणि का सत्व नाही त्याच्यामध्ये. नाही का पौष्टिकता नाही.
आता ते केळीचं मी बघितलं आता रिसेंटलीचं. तर ते केळी केमिकलमध्ये बुडवतात आणि मग ती गाडीमधी लादल्या जाते आणि अवघ्या 2-3 तासामध्ये ती केळी पूर्णपणे पिवळी क्षार तुम्हाला बाजारामध्ये उपलब्ध होऊन जाती.
हो. आणि मग त्याला चव लागत नाही, त्याला काही नसतं. अ चवीतला फरक जाणवतो नाही का?
चवीतला जाणवतो, पण शरीरावर काही त्याचा विपरीत परिणाम नाही झाला पाहिजे. याची भीती फार जास्त वाटते आता.
अ, हो.
कारण, की आपण तर ठीक आहे, पण आपण लहान मुलांना, वा वाढत्या वयाच्या मुलांना किंवा आजारी व्यक्तीला त्या दिल्या आणि त्याचा काहीतरी दुष्परिणाम, त्यांच्यावर काय लवकर असर पडतो त्या गोष्टीचा.
अ, हो. ही गोष्ट खरी आहे की अ, पौष्टिक चांगलं अन्न मिळवणं, त्याच्यासाठी ना ओळखीच्या माहितीच्या कणाहून खर्च घ्यायला पाहिजे. लोकल जर का शेतकऱ्याकडून डायरेक्ट जर का मिळू शकत असेल ना पहा भाजीपाला विशेषतः अहो मुंबईमध्ये तर मी बघितलंय स्वस्त भाजी आहे ती ह्याच्यावर मिळायची. मी म्हटलं अरे मार्केटला महाग भाजी आणि हे अ, अ, लोकल असते ना तिथे ते स्वस्त भाजी मिळायची. तर मी म्हटलं ही चांगली आहे पालक आणि हे. तर ते जुने मुंबईतले माझे ओळखीचे होते तिथले काका. ते म्हणाले बिलकुल ती घेऊ नका स्वस्त भाजी. ती काय करतात ते रे रेल्वे लाईनच्या बाजूला ते गटार आणि हे वाहत असतं ना तिथेच लावतात.
हो. अरे बापरे! किती विचित्र.
हां, ती स्वस्त, स्वस्त म्हणजे चांगलं असं अजिबात नाही उलट <chuckles> अ, उलटं पण आहे. महाग म्हणजे चांगलं असं पण नाही. अ, लोकं उगाच आपलं ते कुठलेतरी कॅलिफोर्नियाचे काजू. तर आपल्या देशातले काजू काय वाईट आहेत?
अगदी बरोबर.
पण <chuckles> अ, असं काही नाही. हां. केशर चांगलं असतं इराणचं किंवा असं काही पदार्थ पौष्टिक पदार्थ अ, नियमितपणे खावे हां. असं मला वाटतं. आणि फार छान झाल्या आपल्या आजच्या गप्पा. आपण अ, नियमितपणे चांगलं पौष्टिक अन्न खात जाऊयात असं मला वाटतं.
घ्यायला हरकत अगदी. नक्कीच आपण पौष्टिक अन्न खाऊ. तुमच्याशी बोलून फार छान वाटले. धन्यवाद.
धन्यवाद. थँक